नाही ॲक्चुअली तुम्ही <chuckles> जे तीन नावं घेतली ना, त्यामधलं बघा अ, स्काय डायव्हिंग तर माझी एक इच्छा आहे. की मी आयुष्यात एकदा तरी करणार आहे. बंजी जंपिंगचं असं आहे की एकदा मी गेलो होतो तिथे. बट माझी हिंमत नाही झाली ती हाईट बघून.
हां, हां. अच्छा. हां, हां. हां, हां. हां, हां. अच्छा. का बरं असं म्हणजे एकदम? <chuckles> <laughs> हां, हां. हां.
अहो, फार फाटून गेली. म्हणजे ती काय आहे दोरी बांधून उडी मारायची एवढ्या उंचावून आणि त्यात पडलं, झडलं म्हणजे ती भीती. बट ट्रेकिंगचं म्हणाल तर ट्रेकिंग मी केलेली आहे.
हां, हां. अच्छा ट्रेकिंग केलेली आहे का तुम्ही? अ, कुठं म्हणजे कसं केले होते ट्रेकिंग कुठे गेले होते तुम्ही नक्की?
हो. ॲक्चुअली काय झालं ना, म्हणजे लहानपणापासून बघा मला एक अ, उंची गाठायची आहे असं मी मनाशी ठरवलं होतं. आणि आम्ही काय करायचो त्यावेळेस एक अ, डोंगरावर जायचो. आमच्या गावाकडे म्हणजे एक डोंगर आहे छोटा. इतका पण छोटा नाही म्हणजे की कुणीही चढेल. बट आहे म्हणजे एक जेमतेम आहे.
अच्छा. हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां.
तर त्यावर आम्ही चढायचो म्हणजे पहिल्यांदा.
अच्छा तुम्ही त्यावर चढायला जायचे?
हो. सकाळी उठून आमचा म्हणजे दिनक्रम ठरलेला असायचा की सकाळी उठलं की डोंगरावर एकदा चक्कर मारून येणे. आणि तिथं काय आहे ना, एक मंदिर वगैरे आहे. तर त्या गावाची अशी समज आहे म्हणजे आमच्या की त्या मंदिराशी काही भावना जुळल्यात. तिथे एक महाराज होते. त्यांनी समाधी वगैरे घेतलीत.
<laughs> अच्छा. अच्छा. कसलं मंदिर आहे ते?
अ, एक महाराज होते कोणचे तरी म्हणजे खूप वर्षांपूर्वी. आता तर मला म्हणजे आठवत पण नाही ते. मी कधी पाहिलं पण नाही महाराजांना त्या. आजी-आजोबा वगैरे सांगतात की त्या महाराजांनी तिथेच जीवंत समाधी घेतली होती. म्हणजे चिता जी जळती आहे ना
ओके. हां, हां, हां, हां. अच्छा. हां, हां, हां, हां, हां.

हां. म्हणजे जेणेकरून भीती नाही वाटली पाहिजे. म्हणजे असं आपण अ, नवीन लोकांना सांगू शकतो की अ, जेव्हा तुम्ही अशा कडेलोट गोष्टींवरचं अ, चढताय तर तुम्ही खाली बघू नका. जेणेकरून तुम्हाला भीती वाटणार नाही. आहे ना.
हो. बरोबर. आणि काय होतं माहितीये का अर्धे लोकं आहे ना, ते भीतीमुळं अजूनच भितात.
हां. ते आहे. मग तुम्ही परत खाली कसे आलात? मग खालीपण यायला तेच रस्ता असेल? <laughs>
हो. मग आम्ही काय केलं अ‍ॅक्चुअली आम्ही तिथं अडकलो होतो, 4-5 तास तर आम्हाला उशीर झाला, तर आम्ही वरती स्टे करायचा निर्णय घेतला. तर 1 दिवस म्हणजे हां, पूर्ण रात्र आम्ही अ, वरतीच काढली.
हां, हां. अच्छा! मग? आणि जेवण वगैरे?
अं, आम्ही सोबत घेऊन गेलो होतो सर्व साही काही गोष्टी. आणि आमच्याकडे टेंटपण होता आणि त्या टेंटमध्ये आहे ना, अ, तर आम्ही 1 टेंट लावला आणि त्या टेंट आणि रात्री सांगू तुम्हाला तिथे म्हणजे त्या डोंगरावर वाघांचा वावर असतो असं ऐकलंय, पण त्यावेळ त्या दिवशी आम्ही खरंच अनुभव घेतला माहिती आहे का.
अच्छा! हां, हां. हां, हां. हां. अरे वाह! हं, हं. हं, हं. हं. अरे बापरे! वाघपण असतात. अरे! म्हणजे काय झालं होतं नक्की?
झालंत असं की आम्ही टेंटमध्ये झोपलो आणि त्यातला आमच्यातला 1 जण लघुशंका करण्यासाठी उठला रात्री. आणि त्याला असे डोळे चमकल्यासारखा हे झाला भास झाला का, खरंच दिसलं माहीत नाही. पण आणि तो आम्हाला आतमध्ये येऊन सांगू लागला की "बाबांनो असा, असा आहे." तर आम्ही म्हटलं, "अरे काय बोलतो खोटारड्या तू तर भित्राच आहे." भित्रा भागू वगैरे असं करून चेष्टा उडवली, पण जेव्हा तो घुरुघुरायचा आवाज येतो ना, तसे मांजर बघा हे करती तर तशा टाइपमध्ये जेव्हा आवाज आला, तर आम्ही जे होतो तिघे चौघं आमच्या पायाखालचे म्हणजे काय म्हणतात ना जमीनच सरकली. एकदम, एकदम भीती.
हं, हं. अच्छा. हां, हां. हो. हो. हो. अच्छा हां. हां. हां. अरे बापरे! <laughs> हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां, हां. हां. अरे बापरे! हो. हो. म्हणजे घाबरले असाल ना, वाघासारखी गोष्ट किंवा आवाज असा तुम्हाला माहिती नाही काय आहे नक्की. ते भीती वाटणं साहजिक आहे की अचानक असं झालं आणि आपलं काय होतं खरं आहे का नाही. <laughs>
हो. खूप म्हणजे खूप भीती वाटली माहिती आहे का. आणि काय आहे ना ते आपला अ, तो जो डोंगरदरा आहे म्हणजे अ, जो आम्ही ज्या गडावर गेलतो, तर तो नेमका हिमालय, कोकण आणि सह्याद्री या 3 अ, जे आहेत आच्छादित प्रदेश तर त्याच्या संगमावर वसलेलं आहे. म्हणजे त्या टोकावरून हां तिन्हीपण प्रदेश तुम्हाला हिमालयाचा घाट दिसेल किंवा तुम्हाला जो पश्चिम घाट आहे ना, आपल्या महाराष्ट्रामधला तर त्याचा एक अ, अर्धा भाग दिसतो.
हां. अच्छा. अच्छा. अरे वाह! हां, हां. हां, हां. हां, हां.

नक्कीच. आणि तुमच्या मग ते मई म्हणतात ना एक आनंद एक मेमरी तयार झाली असेल तुमच्या सगळ्या मित्रांच्या अ, डोक्यामध्ये.
हो. न न अविस्मरणीय म्हणता येईल त्याला कारण ते न विसरण्यासारखे कारण पावसात ताटकळत थांबणं. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे माहिती आहे का. नक्कीच प्रत्येकाने आहे ना एखादा गाईड सोबत घेतला पाहिजे. किंवा एखादा माणूस समजा आता आम्ही अनुभवी झालोत, तर आमच्यातलं एखाद्याला घेतलं पाहिजे. जो अनुभव आहे ज्याला पूर्वानुभव आहे तिथे जाण्याचा. तर त्याची एक अ, समजा त्याच्याकडून माहिती घेतली पाहिजे आणि एक वॉटरप्रूफ नकाशा.
<laughs> हां. अच्छा. हां. हां, म्हणजे हो, हो, हो. नक्कीच. हं, हं, हं, हं. हां. म्हणजे तुम्हाला सोपं पडेल ते अ, जायला.
हो. अगदी बरोबर आहे. आणि 1 वॉटरप्रूफ नकाशे घेतले पाहिजे आणि बॅकअपला बघा पॉवर बँक असली पाहिजे. बॅटऱ्या असल्या पाहिजेत, खाण्यापिण्याचं सामान असलं पाहिजे आणि जे दोऱ्या असतात एक्स्ट्रा तर त्या लाइटर पण बघा काही वेळेस काय होतं काम करत नाही, तर माचीस असायला पाहिजे किंवा जे अग्नी निर्माण करायची जे पूरलू पूर्व पद्धत आहे म्हणजे जुनी पुराणी, तर त्या पण आपण आत्मसात केल्या पाहिजे. जेणेकरून काय होईल आपल्याला अ, संकटसमयी त्याचा उपयोग होईल.
हे ना अ <laughs> हां. नक्कीच म्हणजे हां, हां, हां, हां. हां. हां, हां, हां, हां, हां. कामाला येईल म्हणजे तुम्हाला अ, असं म्हणायचंय की अ, कधी-कधी काडेपेटी भिजली तर ती कामाला येणार नाही, लाइटर कामाला येणार नाही. तर बाकीचे अजून काही गोष्टी असतील, तर ते कामाला येईल. म्हणजे अ, एमर्जन्सी कधीही काही होऊ शकते.
हो. अगदी, अहो, एकदा काय झालं माहितीये का. अ आमच्याकडे समजा ह्याच गोष्टी झाल्या तर आम्ही गारगोटी जी असते ना त्याने अग्नी पेटवला होता बघा. हो हो.
अरे वाह! गारगोटीनी. म्हणजे अ, तुम्हाला येत होतं का ते पेटवता? कसं पेटवलं ते?
नाही. येत नव्हतं आम्हाला. बट आमच्यातले काही जण होते जे म्हणतात ना हुशार थोडेफार. चंट म्हणता येईल त्यांना, तर त्या लोकांनी काय केलं गारगोट्या घासायला सुरुवात केली आणि त्यांनी अश्मयुगाचा कालखंड दाखवला आम्हाला की म्हणा म्हणे की बघा या काळात लोकं असं करायचे, तर आपण पण करूयात.
हां, हां, हां, हां, हां. हां, हां, हां. हं, हं <laughs> म्हणजे खुपच अ हां. म्हणजे तुम्हाला आदीमानवसारखं पण फील झालं असेल, की अरे वाह! मी ते सुद्धा अनुभव घेतला. <laughs> त्याच्याने पण एक्सरसाइज वगैरे पण चांगलं होत असेल म्हणजे नंतर पाय वगैरे दुखत असतील का आपले? <chuckles>
हो. अगदी आदीमानवासारखा हो, हो. अ, कशामुळे?

<tsk> ते गाईड न घेतल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास सहन करावा लागला असेल.
अहो, खूप त्रास म्हणजे माहिती आहे का 3-4 तास म्हणजे आम्ही एका ठिकाणी होतो आणि कृपा करत होतो देवाला. वरती तिथे जगदीश्वराचं मंदिर वगैरे आहे तर आम्ही जगदीश्वराला कृपा म्हणजे अ, आशा म मागणी मागत होतो, की "देवा, काहीतरी मार्ग काढ रे बाबा! आता वाचव आम्हाला."
हां, हां. अच्छा. हां, म्हणजे मार्ग शोधून द्या आम्हाला, की जेणेकरून आम्ही सुखरूप पोहचू वर. <chuckles>
सुखरूप वर किंवा खाली दोन्ही आणि आम्ही अडकलो म्हणजे मध्यंतरी <chuckles> मध्य भागात आदळलो.
हां, दोन्ही कडनं खोटं, <laughs> म्हणजे तुम्ही तिथे हार मानले होते का? <laughs>
नाही हार तर नाही मानली कारण अ, यावेळी अशा मोहिमा केल्यात, पण ते एवढं भयानक होतं ना, तेव्हा झालं काय म्हणजे आमच्याकडचं पाणी संपलं आणि त्यात पाऊस येतोय. रेनकोट पण भिजला, आतमधली अंगवस्त्रपण भिजलीत आणि एकदम म्हणजे आता करावं काय? हा प्रश्न उभा राहिला डायरेक्ट.
हां, हां, हां. हां, हां, हां. अरे हां. काय कराव सुचत नव्हतं तुम्हाला?
अगदी सुचत नव्हतं. पण देवाने आमची हाक ऐकली अ, योगायोगाने देवाने आमची हाक ऐकली आणि पाऊस थांबला. मग त्यानंतर आम्ही काय केलं तर 2 पर्याय होते आमच्याकडे एकतर खाली जाणं किंवा वरती जाणं. आम्ही वरती जायचा पर्याय निवडला. आमच्यातले अर्धे जण होते
मग काय केलं आपण? अरे वाह! <chuckles> हां. हं. हो, तेच. अरे वाह! म्हणजे अजूनच जास्त साहस तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. चला आता झालंय गडबड <chuckles>
हो, आणखी. कारण बघा, काय होतं ना ते अर्धं म्हणजे आम्ही अर्धा टप्पा गाठला आहे. आता राहिलं थोडाच वेळ आणि जर तिथून जर परत आलो असतो ना, आमच्यातले माहिती आहे का 4-5 जण खाली उतरले.
हां. अरे, का बरं?
हां, ते म्हणाले नको आम्हाला हे असं म्हणजे नाही का काय म्हणतात आम्हाला हो. त्यांनी म्हणजे हार पत्करली म्हणा. पण नंतर आमच्यानंतर पण जेव्हा म्हणजे ऑफ सिजन होता ना तेव्हा ते जाऊन आले ते लोक. पण आमची जी मजा होती ना ती भर पावसात तर ती अप्रूप अशी म्हणजे काय सांगू तुम्हाला. खूपच मस्त.
अच्छा त्यांनी साहस हार मानून घेतली. <chuckles> अच्छा. हां, हां, हां, हां, हां, हां. म्हणजे काय अ, वर्णन कराल तुम्ही तसं?